नक्कीच. म्हणजे मला तर असं वाटत की आराम म्हणजे मला तर वाटतं आनंददायी म्हणजे माझा बर्थडे मला खूप आवडतो. स्वतःचा बर्थडे किंवा दुसऱ्यांचं कोणाचं लग्न असेल तरीदेखील छान वाटतं. म्हणजे सगळे भेटणार असतात बघा ना आपल्याला, की अरे वाह! लग्न म्हणजे मुलींसाठी तर असं असतं किंवा हे लग्न आपल्या माहेरी असेल, तर एक वेगळीच मजा असते आपल्याला असं मला वाटतं आणि
हां. हो ना. हो, हो. लग्नघर असतं. वेगवेगळे कार्यक्रम म्हणा.
हो, हो, हो. आणि सगळे आपल्याला नातेवाईक भेटणार आपले एकंदरीत अ, तर खूप छान वाटतं किंवा गावातली जी मंडळी असतात किंवा लहान थोर सगळ्यांची भेट होते किंवा बर्थडेला म्हणा किंवा लग्नाला म्हणा किंवा आपले काका-काकू घरी येतात, मामा-मामी येतात एकंदरीत. मग घरातले काही पाककृती जे फेमस असतात, तेदेखील आपण खातो एकंदरीत किंवा अ, मंडप असतो आणि मंडपात छोटी-छोटी गाणी आपण जेव्हा ऐकतो किंवा काय तर सगळं एकदम मूड चेंज होतो आपलं असं मला वाटतं.
हो. हो. हो. हो. नक्कीच. मग अ, एकत्र येण्याच्या या ज्या परंपरा आहेत ना, तुम्हाला त्यात काही बदल किंवा अशा नव नवकल्पना तुम्ही काही सुचवू शकतात का?
हां, म्हणजे कसं आहे की एकत्र म्हणजे खूप काही क्रिएटिव्हिटी करू शकतो आपण. जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा आपण अ, म्हणू शकतो काहीतरी चांगलं तुमच्या आवडीचं तुम्ही बनवू शकता सगळ्यांसाठी एक पारंपरिक डिश म्हणा किंवा एक कपडे एकत्र करू शकतो, जर बर्थडे असेल तर किंवा मग लग्नाला पण असतं ना सवय की अरे, हां, आपण सगळे एकत्र म्हणजे एक कपडे म्हणजे एक युनिटी आपली दिसेल असं एक असतं लोकांचं किंवा मग काही लोकं कसं असतं की व्हिडिओ कॉल जे बाहेर देशात असतात, ते व्हिडिओ कॉलवर राहतात, म्हणजे बघतात अ‍ॅटलिस्ट मग तसं पण करू शकतो आपण किंवा लाईव्ह स्ट्रीम करू शकतात हो. हं. आणि समजा
हं. हो. नक्कीच. हो. हो. म्हणजे त्यातून त्यांना जोडता येतं. बरोबर. हां. लांब राहून पण त्यांना कार्यक्रमाचा एन्जॉय करता येतो थोडक्यात. हां.
बरोबर आणि जर बजेट कमी असेल, तर तुम्ही जे बजेट अवेलेबल त्यामध्ये करा एकंदरीत मला असं वाटतं. असं नाही की एकदमच मोठा बजेट असेल, तरच मजा येऊ शकते. छोट्या बजेटमध्ये पण मजा येऊ शकते. आपली लोकं चांगली असतील आजू-बाजूची, मग तुम्ही अ‍ॅटलिस्ट तिथे मला वाटतं केक आणू शकता किंवा काहीतरी खायला बनवू शकता. जेणेकरून जी लोकं येतील, त्यांना केक पण मिळेल किंवा छोट्या-छोट्या पार्टी काहीतरी खायला जे खाद्यवस्तू असतात ते देऊ शकता किंवा मग खाद्य पदार्थ, मग असं म्हणून पण आपला इव्हेंट छान होऊ शकतो असं मला वाटतं.
हां.